आता बघा, मला तुम्हाला हे विचारावसं वाटत आहे, की तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला प्रवास करायला आवडतो का? तुम्हाला ट्रॅव्हलिंग आवडते का? वेगवेगळे ॲडव्हेंचर असतात ते तुम्हाला अनुभव घ्यायला आवडतात का? आणि मग जेव्हा तुम्ही ते घेता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे कल्चर, वेगवेगळे सांस्कृतिक अ, तुम्हाला परिभाषा तुम्हाला बघायला भेटतात. वेगवेगळ्या संस्कृती आणि अ, लोकांचं उठणं-बसणं, ते जेव्हा तुम्ही फरक बघता तुमच्या संस्कृतीशी जेव्हा तुम्ही त्याला तुलना करता, तर तुम्ही कसं स्वतःला कसं जुळवून घेता हो? काय वाटतं?
<chuckles> अ, म्हणजे कसं ना, म तुम्ही सांगितलं, की तुम्हाला ट्रॅव्हल करायला आवडतं का? तर मी एक सोलो ट्रॅव्हलर आहे, कंटेंट क्रिएटर हा माझं काम आहे. कंटेंट क्रिएशन. त्यामुळे मी ट्रॅव्हल करत असतो सतत आणि मला वेगळे, वेगळे ठिकाणी आणि त्यांची संस्कृतीबद्दल अ, ऐकणं, अ, बघणं खूप आवडतं. तर अ, मी तुम्हाला सांगू शकतो, की मला कोणाच मतलब असं हे नाहीये, की मला स्वतःचीच फक्त संस्कृती आवडते. मला दुसऱ्याच्या इतरांची पण आवडते. आणि मी खूप काही ठिकाणी गेलेलो आहे. तर अ, मी असं अ, म्हणू अ, एक अ, असा किस्सा सांगू शकतो त्याच्याबद्दल. मी आहे ना, ए एकदा केरला गेलो होतो. केरला, आता केरला म्हणजे कसं ना, की पाणी आणि मस्त खूप छान निसर्ग, एवढं छान निसर्ग, की तुम्ही त्याच्यामध्ये रमाल एकदम म अ, मनरम्य दृश्य असतात त्याचे. तर अ, तिथे मी गेलो होतो. तर त एक ते तिथे ना, पद्धत म्हणतात, की अ, मला खूप काही लोकं म्हणाले होते, की "तू केरळ जातोय ना, तर फक्त एक गोष्टीच लक्षात ठेव तुला ना, अ, तिथली भाषा थोडीफार यायला पाहिजे."
हं. अरे वाह! हं. अरे वाह! हं. बरोबर. हो, सांगा ना. हं. अरे वाह! हां. हम्म. हं. बरं. हां.
अ, आणि मी काही जास्त लक्ष दिलं नाही, की ठीक आहे यार. आपल्याला नाही आली तरी चालेल ना, की होतो ना कधी. तर अ, अ, मी म्हणालो, की मी चला मी गेलो आणि त्याच्यानंतर मला थोडंफार वाटलं की नाही यार, आपल्याला थोडीफार भाषा कारण की तिथल्या लोकांना ना, इंग्लिश येत ना हिंदी तर, बिलकुल नाही येत. आणि इंग्लिश त्यांची एवढी
हं. बरं. त्याबद्दलच मला तुम्हाला हां, त्याबद्दलच मला तुम्हाला विचारावसं वाटत आहे, की जेव्हा तुम्ही दुसऱ्या संस्कृतीमध्ये जेव्हा तुम्ही पाऊल ठेवला, तेव्हा कोणत्या अशा छोट्या गोष्टीने तुम्हाला लगेच असा फरक दिसला की "अरे बापरे! म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे." तर सांगा ना, हां, तुम्ही मला सांगत होते भाषाबद्दल तर काय, काय झालं?
हां. अ. तिथे कसं असतं ना, अ, म्हणू शकतो आपण की तिथली जी भाषा आहे ती आपल्या डिक्शनरीच्या बाहेर असते. आणि ती डिक्शनरी म्हणजे पुस्तक नाही. आपल्या मेंदूच्या डिक्शनरीमधनं बाहेर असतं. ते एवढं फास्ट म्हणतात ना, थर, थर, थर, थर, थर. आपल्याला समजतच नाही की काय म्हणतोय आणि कशाला म्हणतोय तो? मी तुम्हाला सांगतो काय झालं होतं ना, की अ, अं, मी अ, अ, केरलाला पोहोचलो.
हं. <laughs> हो. हां. <laughs> हो, सांगा ना.
आणि माझं एअरपोर्टवरनं पिकअप होतं. तर मी तिकडनं एअरपोर्टवरनं असं बुकिंग भेटते की टॅक्सी बुक करू शकता तुम्ही. तर मी माझ्या हॉटेलपर्यंत त्यांना बु बुक करून घेतलं होतं आणि मला फक्त केरलामध्ये ना, ते बोटिंग असते ना, जे अ, जंगलामधून जातात तुम्ही न मस्तपैकी. त्या एनाकोंडा मूव्हीमध्ये दाखवतात ना, ते दृश्य की मध्ये नदी आहे आणि जवळपास पूर्ण जंगल आहे. त्याला, त्याला बघून घ्यायचं होतं मला. म्हणून मी गेलो होतो आलेप्पी करून जागा आहे. तर मग. <chuckles> काय झालं की तो आला. अ, तर तो सुरू झाला धड, धड, धड, धड, धड, धड, धड, धड. तर मी बोललो की आय डोंट अंडरस्टँड मल्याळम.
हां. बरोबर. हं. अरे बापरे! हां. हो ना. हो ना. हो, हो. बरोबर. हां.
कॅन यू प्लीज टॉक इन हिंदी ओर इंग्लिश? आणि माझा इंग्लिश तर अ, अति देवापासून भेटलेला माझा इंग्लिश आहे माझा. एवढं छान इंग्लिश आहे की मी कोणाला बोलेन तर त्याला पण समजणार नाही आणि मला पण समजमध्ये नाही येणार. तर अ, मी बोलला की यार आता ह्याला कसं सांगायचं कुठे जायचं तर मग मी मस्तना हॉटेलचं नाव घेतलं आणि त्याचा फोटो काढला. तर तो म्हणाला, "ओके, ओके, ओके विल गो, विल गो ओके." तर मला वाटलं, चला ह्याला ओके आणि विल गो तर येतच तेवढं आपल्याला पुरं झालं. तर मग हां, तेवढं सम समजलं मला आणि मी गेला तिथे आणि मी तुम्हाला म्हणू ना अ, माझ्याबरोबर ना एकानंतर एक अशी हिट होत चालली होती, की अ, मी तिथे गेलो तर मला सर्वात पहिले तर असं हॉटेलमध्ये वेलकम झालं. तर त्यांच्याकडे एक पद्धत असते. अ, माझ्या कंपनीनी माझा पैसा भरला होता हॉटेलचा. तर मी खूप मस्तपैकी त्यांना गंज केलं होतं कंपनीला आणि एक जास्त फाइव्ह फोर ते 5 स्टार काहीतरी हॉटेल होतं ते करून घेतलं होतं. आता आपण कुठे महाराष्ट्राला गेलो या मग असं अ, कुठे अजून ठिकाणी गेलो तर आपल्याला वेलकम ड्रिंकमध्ये कोकम सरबत नाहीतर काही भेटतं. तर मी जा अक्षरशः गेलो तर ते मला बटर मिल्क भेटलं. अरे भाई बटर मिल्क मला कशाला बटर मिल्क हवंय ते? म्हणलं, "आय डोंट लाइक दिस." हो, तिथलची ती एक परंपरा असते, की त्यांचं पद्धत आहे आणि ते ना
हां. <laughs> हं, हं. <laughs> कमीत कमी समजलं तेवढं त्याला. हां, हां. हम्म. हो. हं. बरोबर, हो ना. हं. बरोबर. हम्म. बरोबर. हां, अरे वाह! म्हणजे तिकडची एक ती परंपरा. हां. मग ह्यामध्ये मला सांगता का तुम्ही, की आता तुम्ही केरळला गेले त्या त्यामधलंच थोडं परंपरेबद्दल मला तुम्ही सांगा, की असं झालं का की कुठल्या तिकडच्या परंपरेमुळे किंवा त्यांच्या रीती रिवाजामुळे प्रचंड गोंधळ झाला तुम्हाला आणि मग त्यावेळेस तुम्ही तिथे काय केलं? कसं हँडल केलं त्या सिच्युएशनला? कसं हाताळलं?
मी म्हणू शकतो, की अ, मी सिच्युएशन सांभाळू शकलोच नाही. <chuckles> अ, काय झालं होतं ना, की अ, अ, ते तिथे ना तुम्ही अ, त्यांचं जेवण बघितलं कधी असेल मूव्हीवगैरामध्ये या तुम्ही कधी गेला असेल, तर त्याचं जेवण एकदम साधं, मस्त आणि असं असतं, काय म्हणतात त्याला, अ, हलकं असतं. तुमच्या पोटाला भार नाही अ, जाणवत एवढं. तर मग मी तिथे गेलो, तर माझं हॉटेलमध्येच होतं जेवण तर. पहिलं जेवण झालं, तर ते इंट तो असा हॉटेल होता, की तिथे वेगळे-वेगळे प्रकारचे लोकं येत होते. तर तुम्हाला इंडियन म म्हणू शकतो आपण, की आपल्या पद्धतीचे पनीर आणि हे सर्व भेटत होतं. पण जेव्हा मी स्ट्रीट ज्याच्यासाठी मी गेलोय, की स्ट्रीट कव्हर करून घ्यायचं आहे मला. तर त्याच्यासाठी गेलो तर मला इडली, सांबार, मेंदूवडा आणि उपमा आणि बिर्याणीच भेटलं तिथे, तर असं असं झालं ना की मी मला चला यार थोडंफार काही आपले आपण डोसा खात खाल्लेला आहे. तर अ, तिथलच्या डोस्याचा प्रकार आणि आपल्या डोस्याचा प्रकार खूप वेगळा असतो.
हं. काय झालं नेमकं? हां. हो, हां. हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. अरे वाह! हं. हं. हो का?
आपल्याकडे म्हैसूर डोस्यामध्ये पण ना ते लोकं बटाटे टाकून टाकतात आणि त्यांच्याकडे म्हैसूर डो डोसा म्हणजे काय, प्लेन डोसा आणि त्याच्यावर फक्त म्हैसूर मसाला.
हां, का? अच्छा!
त्याच्याबरोबर सांबार पण नाही भेटत. आपल्याकडे सांबार कसं हर ह्याच्यात टाकून देतात. घे वडा सांबार, हे सांबार, ते सांबार. तिथे असं नसतं. तिथे वेगळ्या, वेगळ्या प्रकारचे अ, खाद्यपदार्थ भेटतात आणि त्यांच्यामधुन सर्वात छान खाद्यपदार्थ म्हणाले, की रागीचं ते अ, लाडू असतो. असा आटा म्हणतात त्याला आणि त्याच्याबरोबर तुम्हाला रसम भेटते. अ, तिथलची असा अ, तुम्ही म्हणू शकता टमाटर असतो ना, त्याची प्युरी आणि त्याला आंबट सविस्तर बनवून घेतात ते. तर अ
हो का. हं. बरं. हां. हं. बरोबर, हं. हो ना. अरे वाह! मग तुम्ही बघा ना तुम्ही जेव्हा तुम्ही म्हटलं, की तुम्ही कामानिमित्त तुम्ही तिथे गेले होते. तुम्हाला ट्रॅव्हल पण करायला आवडतं, तुम्ही कामानिमित्त पण गेले होते. तर अ, तुम्हाला कामाच्या संदर्भात काही फरक जाणवला का तिथे म्हणजे तिथे गेल्यानंतर त्यांचे काय असे असं वेगळं तुम्हाला फरक दिसला?
सगळ्यात मोठी गोष्ट ना त्यांची वागणूक खूप वेगळी असते.
हो.
मला कधी-कधी असं वाटतं, केरळ जायचं तर खरंच भाषा शिकून द्या. म मल्याळम भाषा बोलतात ते लोकं. तिथे मल्याळम पण बोलतात आणि तिथे तमिल पण बोलतात मला असं वाटतं. का की तिथे एकमेकांनाच एकमेकांची भाषा समजत नव्हती.
हो का. हां. हां, हां. <laughs>
मतलब असा? अरे! काय झालं ना, की अ, मी तिथे पोहोचलो. अ, मला नेमकं एक स्ट्रीटवर जायचं होतं. त्या स्ट्रीटवर मी पोहोचलो. तर मी त्याला सांगतोय, तर तो म्हणतो, "ओके आय विल, आय विल. ओके, आय विल, आय विल." त्याचं त्याचं चाललेलं सतत चाललं होतं आणि मी जेव्हा, की जे ॲपवरून बुक केलं होतं ना, तिथला लेवकल लोकल ॲप होता, त्याला म्हणालो होतो, की "मला कमीत कमी इंग्लिश समजणारा, नाहीतर हिंदीचे 4 शब्द समजेल, घे बाबा मला सोड कुठेतरी. तर हे समजून घेतलं तरी माझं काम होणार." पण ते न नेमकं कसं घ घडलं नाही आणि तर एक ठिकाण पोहोचलो आणि ते ठिकाण माझं काय झालं, मी त्यांच्याशी बोललो, की "अरे यार अ, प्ली प्लीज मला इथे सोडून द्या तुम्ही." तर ते म्हणाले, "इथुन ना इथुन ना आमची बॉर्डर लागत नाही." मग बॉज़र बॉर्डर म्हणजे काय? काहीतरी अ, असं असतं, की अ, त्यांची ना, अशी म सीमा पाडलेली असते टॅक्सी ड्रायव्हरची पण, की ह्या टॅक्सीच्या ऐरियात हे नाही जाऊ शकत. हां, तुम
<laughs> अरे बापरे! हां. <chuckles> हां. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. अच्छा म्हणजे याच्यापुढे आम्ही नेणार नाही. हां, म्हणजे हे तुम्हाला बघा ना, मुंबईत, पुण्यात पण तुम्हाला बघायला भेटतं, की ह्या इलाक्यानंतर तुम्हाला दुसरा ऑटो तुम्हाला पकडावा लागेल.
गोव्यालामध्ये गोवामध्ये तर आहेच, साउथ गोवा टू नॉर्थ गोवा कोणी जात नाही. गोवा गोवामध्ये असं आहे, की तुम्ही वेगळ्या टॅक्सी करून घ्या. आमची एवढी सीमा आहे, आम्ही इथे सोडणार. त्याच्यानंतर ते एक प पॉइंट आहे, त्याच्यामध्ये गोवामध्ये पण.
हां. अरे बापरे! मग अशामध्ये बघा ना, तुम्हाला इतरांना जर का सल्ला द्यायचा असेल, की जे आहे आपली संस्कृती, आपण जे शिकलो आहे त्याच्यावरच ठाम राहायचं का, फ्लेक्सिबल राहायचं, की जेणेकरून वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आपण जातो, तर त्या फरकमध्ये पण स्वतःला ढाळणं, किती महत्वाचं वाटतं? जाता जाता काय सांगणार?
मला असं वाटतं, की अ, अगर आपण वेगळ्या-वेगळ्या संस्कृतीमध्ये गेलो, तर तुम्हाला खूप काही शिकायला भेटतं. तिथला जो रागी भात असतो, अप्रतिम असतो. तुम्हाला वेगळे-वेगळे मला जर मग मी तुम्हाला सांगतो, मला ट्रॅव्हल फक्त 2 कारणानी आवडतो. पहिली संस्कृती आणि दुसरं जेवण. तिथल्या संस्कृतीमध्ये जे जेवण असतं ना, ते खूप असं मस्त होतं. मग तुम्ही गेलात, तर तुम्हाला माहीत पडतं, की अरे कार्तिकेय जो भगवान आहे, त्यांना ते अय्यप्पा म्हणतात. त्यांची पूजा करतात आणि तिथे त्यांची पदयात्रा असते. आणि आपण त्या हिशोबाने मंगळवार करतो ना. ते लोकं त्या हिशोबानी अ, हनुमान दंड म्हणतात त्यांना, ज्याच्यामध्ये ते लोकं कसं करतात ना, की 11 दिवसाचा उपास ठेवतात आणि काळे कपडे घालून नंगे पाय फिरतात आणि सेवा करतात ते आणि खूप काही त्यांच्यामध्ये मला जाणीव भेटतो, की त्यांच्यामध्ये परमेश्वरासाठी खूप काही प्रेम आहे आणि एवढं
हं. हां, हं. बरोबर. हं. अच्छा, हां. हं. अच्छा. हां. अच्छा. म्हणजे? हां.
म्हणजे कसं ना, की त्यांचा जो प परमेश्वर आहे, त्यांना माहिती आहे त्यांचा परमेश्वर कोण आहे? आपण काय करतो, कधी गणपती बाप्पा, नाहीतर मग कधी अ, हनुमानजी, नाहीतर कधी मग अ, देवी आई, असं चाललं असतं. त्यांचं माहिती आहे, की त्यांचा एकच परमेश्वर आहे, तो आहे अय्यप्पा. तर त्याच्यावर ते स सतत असतात.
हं. बरं. हं, बरोबर. म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ हे आहे, की म्हणजे वेगवेगळ्या सांस्कृतिक अ, म्हणजे वेगवेगळ्या जाग्यावर, राज्यामध्ये तुम्ही जाता, वेगवेगळे सिटीज आहेत आणि स्टेट्स आहेत आणि वेगवेगळे देश आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे संस्कृतीशी जेव्हा तुमची जाणीवता होते, तर त्यांच्या फरकाशी आपल्याला एका प्रकारे आपल्याला फ्लॅक्स फ्लेक्सिबल राहणं आणि त्याच्यासोबत थोडं मिळून मिसळून राहणं, आपल्याला थोडं शिकणं हे गरजेचं आहे आणि भाषा ही महत्वाची आहे. जर का तिथे गेलं, तर थोडी मदत भेटते त्यांची तिकडची भाषा माहीत असेल तर. खूपच सुंदर संवाद केला तुमच्या म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीबद्दल एवढं सांगितलं, तुमच्या सोबत संवाद करून मला खूप छान वाटलं. धन्यवाद.
अगदी, अगदी गरजेचं आहे. हो, अगदी. मला पण खूप छान वाटलं, धन्यवाद.